अरे वाह! मग हे जे तुम्ही फूड माइल्सबद्दल तुम्ही सांगितलं ना, ह्याच्याबद्दल थोडंसं अजून सविस्तर सांगणार का, की तुम्ही हे कधी तुम्हाला कळालं आणि त्याच्यासाठी त्याची अवेअरनेस वाढण्यासाठी तुम्ही काय-काय करता?
अ हं, हं. हं, हं. अ, कसं आहे फूड माईल्स म्हणजे अन्न शेतातून तुमच्या अ, ताटात पोहोचण्यासाठी केलेला प्रवास असतो. अ, म्हणजे कसं झालेलं अ, की एक वेळेस अ, म्हणजे आता म्हणता येईल की ज्यावेळेस माझी बहीण अ, लहान होती, तर अ, अ, तिला असा म्हणजे अ, असा आजार झाला म्हणजे आपण काय म्हणतो की अ, डॉक्टरांनी असं जरा नाव सांगितलं, की ते पचनाला वगैरे त्याचा त्रास होतो, असा तिला तो आजार झाला. तर अ, अ, म्हणजे आम्ही असे खूप प्रयत्न केले त्यांच्या सांगितल्याप्रमाणे किंवा हे, ते. आणि असं असतं ना, की कोणाला तरी पार्टिक्युलरच तो त्रास होतो.
हं. अच्छा. हं. बरोबर. हं. हं.
तर ते तसंच झाल्यामुळे काय झालं की अ, ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं अ, ते आणि कसे खूप ॲलोपॅथी केल्यानंतर ते झालं नाही ना, तर शेवटी कसं असतं की आपण बघा थोडं आयुर्वेदाकडे वगैरे जातो आणि ते. तर अ, अ, तिच्या शरीरातलं ना ते असं ते थोडं त्रासदायक झालेलं होतं. तिला पचायलाच ते हे होत होतं. तर डॉक्टरांनी असं ज्यावेळेस सांगितलं ना, की म्हणजे ते वैद्य होते त्यांनी ज्यावेळेस सांगितलं ना, की जिथे आ आपल्या इथे जे पिकतंय ना, तेच घ्या. म्हणजे अ, जसं मी म्हणेल की अ, खूप अ, बघा दूरून येतं, अवॅकाडो येतो अ, किंवा अ, असं अ, हे जे आहे ना ती अ, ग्रीन पण एक अ, एक फळ असतं बघा, आता मला त्याचं नाव नाही आठवत आहे. अ, पण ते सुद्धा येतं. असे बरेचशे असतात. ग्रीन एपल्स येतात, असे खूप असतात बघ किवी पण येते. हां, तर मग ह्या गोष्टी असतात ना, ह्या दुरून येतात म्हणजे ट्रक असो, जहाज असो, इ म्हणजे अगदी विमानातून सुद्धा आता आजकाल सगळं येतं. तर ज्यावेळेस त्यांनी हे सांगितलं ना, त्यावेळेस आम्हाला कळालं, की अच्छा याला फूड माईल्स म्हणतात. की तुमचं अन्न हे किती दुरून येतंय, कसं येतंय, काय स्टोरेजमधून येतंय आणि मग ते शरीराला तिला असं म्हणजे तिने काहीतरी खाल्लेलं असेल, त्याच्यामुळे ते शरीराची प्रतिकार शक्ती ते हे झालं, तिला तो त्रास झाला.
बरोबर. हं. बरोबर. हं. हं. हं. बरोबर. किवी? अच्छा हो. हो, बरोबर. हो, हो. हं, हं. बरोबर. हम्म. हम्म. तिला बरोबर, तिला म्हणजे एका प्रकारचं ॲलर्जिक रिएक्शन झालेलं का?
हां. आणि अ, त्या त्यामुळे आम्ही डॉक्टर-डॉक्टर, खूप डॉक्टर आणि मग जेव्हा त्या वैद्यांकडे गेलो, तेव्हा त्यांनी सांगितल्यावर कळलं. मग आम्ही ओव्हरऑल म्हणजे ह्या गोष्टींचा नक्कीच मोठ्यांनी तो खूप विचार केला, की "अरे हो." आणि अ, असं नाही की त्यांनी केलेला नव्हता, पण आजकाल कसं होतं, की एवढं असं जागतिकीकरण झालेलं आहे मग असं वाटतं, "अरे आपण पण त्या गोष्टी वापरल्या पाहिजे, खाल्ल्या पाहिजे."
हं. बरोबर. हम्म. बरोबर. हां.